आत्ताचा जो काळ आहे तसं म्हणता येईल, की सोशल मीडियाचाच काळ आहे. पण ह्या काळात कसं होतंय, की मग प्रत्येक जण आपआपलं म्हणजे कुठं फोन बघत बस. कोण टीव्ही बघत बसतंय. त्याच्यामुळं ह्या काळात एक समस्या निर्माण झाली ती म्हणजे वयोवृद्धांमध्ये कुठेतरी एकटेपणा निर्माण होतोय. मग ह्याच वयोवृद्ध लोकांना एकटेपणा कमी करण्यासाठी म्हणजे काय उपाय सांगाल तुम्ही?
बरोबर. खरं तर अ, वयोवृद्ध लोकांच्या ज्या एकटेपणाची जे कारणं आहेत ना, त्याची पहिला जी आहे आपण मीमांसा करायला हवी. कारण अ, माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये मी एक अ, कीर्तन क्लासला जॉइन झाले होते.
हां. बरोबर आहे. की नक्कीच. हां. होय.
आणि त्या कीर्तनच्या अ, म्हणजे क्लासमध्येना बऱ्यापैकी आमच्या पेक्षा मोठे 40शीतले, 45शीतले, 50शीतले, काही 55तले पण असे, तिथे बरेचसे जे पार्टिसिपंट होते आणि त्यातल्या त्यात आमचा एक ग्रुप असा होता, की जो तुम्हाला म्हणजे अगदीच म्हणतो ना आपण 18-20 वर्षामधला असा होता तो ग्रुप. एकदम तरुण आणि आम्ही अ, जवळ, जवळ एक 5-6 जण होतो जे आम्ही कीर्तन शिकायला म्हणून तिथे गेलो होतो. आणि बरं तो बऱ्यापैकी आमचा जवळ, जवळ 3 वर्षाचा कोर्स होता. एक डिप्लोमा आहे तो जो. हो आणि ह्यामध्ये आम्हाला म्हणजे पहिलं असं होतं, की आम्ही आमचे आमचेच राहायचो. सगळे फ्रेंड, फ्रेंड आणि ते जे काही अंकल आंटीज होते आमच्यासाठी तेव्हा. तर ते त्यांचे त्यांच्या राहायचे. पण हळू, हळू, हळू आम्ही त्यांच्यामध्ये ना जेल होत गेलो. एकत्र मिक्स होत गेलो आणि मग हळू, हळू त्यांच्यातले एकेकाच ना भावविश्व ते पण आमच्याबरोबर उलगडायला लागले.
हां. हां. आलं लक्षात. तरुण पिढी म्हणता येईल म्हणजे. हां. होय. अरे बापरे! म्हणजे बराच मोठा कोर्स आहे की. हां. हां. हां. हां.
तर त्यांच्या आणि जेव्हा आम्हाला तेव्हा ते कळायला लागलं ना, तेव्हा वाटलं, "अरे! हे तर आपल्यासारखेच आहेत."
<chuckles> हां.
म्हणजे त्यांच्यात आणि आमच्यात मग आम्हाला असा जास्त बदल नाही जाणवला. फक्त एवढाच होता
हां, म्हणजे आधी वाटत असेल की वयामध्ये एवढा फरक आहे. म्हणले विचार करताना वेगळे असतील, बोलताना वेगळे असेल. म्हणजे असं जास्त काही वेगळं वाटले नाही तुम्हाला म्हणजे.
बरोबर. हो, म्हणजे कसं झालं, की आपण ज्या पद्धतीने विचार करतो एखाद्या गोष्टीचा, ते पण तसाच करतात पण फक्त त्यांचा अनुभव, तिथे त्यांना जास्त कामी येतो ती गोष्ट चांगल्या प्रकारे प्रेझेंट करायला आणि असं करताना आम्हाला तिथे एक आमचे काका होते, तिथे ते शिक ह्याचा भाग नव्हते, म्हणजे आमच्या अ, क्लासचा भाग नव्हते कीर्तनाच्या. पण तिथे ते नेहमी येऊन बसायचे आणि त्यांचे कोणीतरी म्हणजे अ, नातेवाईक होते त्यांच्या ब बाय त्यांची ज्या बायको होती त्यांची, ती वाटते तिथे त्या संस्थेमध्ये एका मुख्य पदावर असायची.
हां. खरं आहे. नक्कीच. हां. होय. हां. होय.
तर ते जे ग्रुप आमचा होता आम्ही येता जाता आम्हाला ती सवय झालेली. त्या काकांना भेटायचं काकांना हाय करायचं आणि ते पण त्याच प्रकारे, हाय! वगैरे करायचे. आणि दुर्दैवाची गोष्ट होती त्यांना डायबिटीज होता आणि त्यांची आय साइट चालली होती त्या डायबिटीजमुळे.
<chuckles> हां. हां.
आयसाइट ती जी आहे, ती खराब होत होती आणि त्यांना ते वस असं दिसत नव्हतं व्यवस्थित. पण ते आम्हाला ना सगळ्यांना आमच्या आवाजावरून ओळखायचे.
खरं आहे. होय.
आम्ही हाय म्हटलं की ते सांगायचे, "हां, तू आलास. तू आहेस होय. अरे, मी ओळखलं ना तुला. आणि एवढा छान, एवढं ते व्यक्तिमत्व, जिवंत व्यक्तिमत्व होतं ना. वयाची 60ही पार केली होती, डोळ्याने दिसत नव्हतं, पण कधी अशी कंप्लेंट नव्हती.
<laughs> होय, म्हणजे वयोवृद्धच म्हणता येतील पूर्णपणे.
आणि कंप्लेंट नव्हती. त्यांना खरंतर अ अ काय म्हणतात ना, की मूलबाळ नव्हतं. त्यामुळे ते 2घं जणच एकमेकांसाठी होते आणि त्या ...हो आणि त्या ज्या काकू होत्या, त्या खूप शिस्तबद्ध होत्या एकदम, म्हणजे आम्हाला त्यांच्याशी बोलायला भीती वाटायची.
होय. आधार होते एकमेकांचा म्हणता येईल. <laughs> कडक वाटायच्या का?
आम्ही आम्ही काकूंशी कधी जास्त बोलायला जायचो नाही, पण काका म्हणजे आमच्यासाठी सगळं. येता-जाता काही पण आणि काहीही मनातलं असेल म्हणजे काही वेळेला असं होतं ना, की एखादी गोष्ट आपल्या मनाला लागते. एखादा कोणीतरी आपल्याला काहीतरी येत नाही आहे म्हणून बोलून जातो आणि मग ते आपल्या मनामध्ये कुठेतरी सल राहते. पण ती जर त्यांच्या त्यांच्याशी बोलली ना, त्या काकांशी, तर आम्हाला खूप असं ईझी वाटायचं. त्यांच्याशी शेअर करणं. आणि त्याच्यावर ते छान असा अ काय म्हणतात? अ, एक सल्ला देऊन टाकायचे, की "हे आहे ना, असं आहे, असं करून टाक. म्हणजे होऊन जाईल बघ."
<laughs> हां. हं, हं, हं, हं. मग हां, बरोबर आहे ते. नक्कीच. हं. हां, बरोबर आहे ते.
तिथपासून अशी सुरुवात झाली ना, की एक ऑब्झर्वेशन झालं सुरु, की बाबा, यांना नक्की काय हवंय? कारण आता आयुष्यातलं आयुष्यातलं अ, म्हटलं की 3/4 झालंय पाऊण टक्के जो जीवनाचा भाग आहे तो जगून झालेला आहे. त्याच्यामध्ये सगळं त्यांनी झेललंय. ज्यां म्हणजे एक म्हणतो ना, प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्ट्रगल असतो. मग तो कितीही
खरं आहे. होय. हां. बरोबर आहे की, हां. बरोबर आहे की. अडचणी तर असतात, त्याशिवाय आयुष्यच होत नाही म्हणता येईल.
कितीही श्रीमंत असू दे, गरीब असू दे. प्रत्येकाचे स्ट्रगल असतात आणि ते वेगवेगळे असतात आणि त्या स्ट्रगलमधून हा माणूस किंवा ही बाई, आता इथून बाहेर आली आहे आणि आत्ता सुद्धा ती स्वतःसाठी स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडतेय.
नक्कीच. खरं आहे. बरोबर आहे.
आणि त्यांना तिथे काहीच नकोय. त्यांना ना तुमचे पैसे हवेत, ना तुमच्याकडनं दुसऱ्या काही अपेक्षा आहेत. त्यांना एवढंच आहे की तुम्ही जेव्हा कधी याल माझ्याशी 2 शब्द बोला, मला शेक हँड करा.
हं. हां. हां. बरोबर आहे की. म्हणजे तुम्हाला काय जाणवलं? म्हणजे ते हे त्यांना जो एकटेपणा आहे, ते एकटेपणामागे कोणती कारणं जाणवली तुम्हाला? की कशामुळे बाबा त्यांना एकटेपणा येतोय? की आता एक गोष्ट तर तुम्ही सांगितली त्यांच्या, की त्यांना मुल-बाळ नव्हतं त्यामुळे ही एक गोष्ट तर आहे. पण आत्ताचे जर का आपण बाकीचे सुद्धा वयोवृद्ध पाहिले तर त्यांच्या एकटेपणामागे काय कारण आपण पाहतो?
आमच्याकडे बरोबर. कसं आहे अ, स्त्रीच स्त्रीचं जे रिटायर्ड पण असतं ना, ते जास्त ना करून दिसून येत नाही किंवा ती रिटायर्ड होतच नाही असं म्हणता येईल. की जेव्हा एखादी स्त्री जरी ती जॉबला असेल किंवा जॉबला नसेल ती रिटायर्ड जरी झाली ना, तरी सुद्धा तिला घरातल्या कामांपासून सुट्टी नसतेच.
हां. हं. बरं. <laughs> हां. हां. बरोबर आहे. त्या जबाबदाऱ्या तिला पारच पाडाव्या लागतात.
ऑल द टाईम, ऑल द टाईम ती तिथे कामामध्ये असते आणि ती ते कामच करत राहते. परंतु ह्याच्यापेक्षा पूर्ण अपोझिट पुरुषांचं असतं.
नक्कीच. हां.
ऑफिसमधून जेव्हा तुम्ही रिटायरमेंट घेता, तेव्हा दुसऱ्या दिवशीच्या सकाळपासून अंघोळीची वेळ, चहाची नाश्त्याची वेळ ही सगळी एवढी बद ड्रास्टिकली चेंज होते. कारण मग जे ऑफिसला जातायत त्यांना पहिले अंघोळ करू द्या. ज्यांना डबे भरायचे त्यांचे मला पहिले डबे देऊ द्या. "तुम्हाला देते आता कुठे जायचंय तुम्हाला?"
बरोबर आहे. <chuckles> <chuckles> खरंय. हं. हं. अ, हां. <chuckles> खरंय. म्हणजे त्यांची सारखी सगळी दिनचर्या बदलते असं म्हणता येईल.
पूर्ण आणि ते एका दिवसात होते बरं. ते एक दिवसात होते कारण एक दिवस असतो जो ऑफिसचा शेवटचा दिवस आहे, त्या संध्याकाळी समारोप असतो आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यांना कुठेही जायचं नसतं.
हो. नक्कीच. उम्म, हां.
आणि मग जे रितेपण येतं ना, त्यासाठी प्रचंड-प्रचंड त्रास होतो, प्रचंड. मग तो असं वाटतं की मी तेच म्हटलं की आम्ही ना तिथे ऑब्झर्व्ह करत होतो, की प्रत्येकजणाला ना काय हवंय? काय हवंय? आणि अशात आम्ही आमच्या गावी गेलो होतो. तर आमच्या गावी, आमच्या आईची आई, म्हणजे आम्ही पण पणजी एक आपण म्हणतो ना की आमची पणजी.
<chuckles> हां. हां. बरोबर आहे, हां. हां. होय, हां. हां.
अगदी म्हणजे अ, जवळ-जवळ ती 90 प्लस असेल, पण बऱ्यापैकी काटक होती. म्हणजे आपण म्हणतो, की गावचं ह हम राहणीमान, हवामान, माणसाच्या शरीराला खूप पोषक असतं. ते आम्ही तिच्याकडे बघितलं होतं. पण ती गेले ना, आम्ही गेलो ना, की तिचं एकच असायचं. आमच्या चेहऱ्यावरून हात फिरवायची.
हां. नाही नक्कीच, हां. हां. <chuckles> बरोबर आहे.
आणि ना तिचे हात एकदम असे थंडगार असायचे. इतकं बरं वाटायचं ना. कधी-कधी आम्ही जाऊन असं मुद्दामून असं तोंड पुढे करायचो, "ए आजी, डोळ्यावर ठेव ना तुझा हात, डोळ्यावर ठेव ना हात." म्हणजे ते
हां. <chuckles> <chuckles> खरंय.
आणि तिला ते आवडायचं. पण तेव्हा आम्हाला असं कळलं नाही की आजी असं का करते? काही वेळेला म्हणजे काही लोकांना ना शिशारी येते ह्या गोष्टीची की, "शी ती म्हातारी काय मला हात लावते? तिने कशाला मला टच केलं?" पण खरंतर स्पर्श ही आपल्या आयुष्यामधली एवढी गरजेची गोष्ट आहे ना, तुम्ही जन्माला आल्यापासून तुम्हाला जो काही सर्वात पहिलं ज्ञान असेल, तर ते स्पर्श ज्ञान असतं. बाळाला अंगावर हात कोणाचा आहे? आईचा हात आहे, तर तो एकदम बाळ गप्प बसतं. भलेही ते डोळे उघडून बघत नाही. कोण आहे? काय आहे?
नक्कीच. हं, हं. हां. उम्म, हां. नक्कीच. हां. मग बरोबर आहे की. हं. हो.
पण त्याला तो स्पर्श माहिती असतो आणि हा स्पर्श जसं-जसं वय वाढतं, तसा-तसा कुठेतरी हरवत जातो.
हं. नक्कीच. पण आता कसं आहे की आता तुम्ही ही सुद्धा गोष्ट मागे बोललात, की ज्या पद्धतीने जर का पुरुष असतील की ते रिटायर झाल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशीपासून असं काही कामच नसतं करण्यासाठी हं. तेव्हा मग त्यांची दिनचर्या पूर्णतः व, म्हणजे हे होऊन जाते की बदलून जाते. आणि त्यावेळेस कसं आहे की त्यांच्याकडे वेळ जास्त आहे पण त्यांच्याबरोबर कोण असा व्यक्ती नाहीये, की त्यांना म्हणजे त्यांच्याबरोबर राहील वगैरे. मग हा एकटेपणा त्यांचा जो काय आहे, तो दूर करण्यासाठी घरात सर्वसाधारण म्हणजे रोजची दिनचर्या आपण कशा पद्धतीने ठेवावी? की म्हणजे त्यांचा सुद्धा एकटेपणा कुठेतरी दूर होईल.
कारण आपण बरोबर, बरोबर. बरोबर. बरोबर. मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला आता हे बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट आहे जी अनिवार्य आहे की रिटायरमेंट. एका स एका प्र पर्टिक्युलर प्रत्येक जण रिटायर होणार आहे. तर मग ह्याची जर जाणीव तुम्हाला आहे की मी एक 58 वर्षानंतर 60 वर्षानंतर मी रिटायर होणार आहे, तर त्याची जराशी सुरुवात तुम्ही आधीपासून करा त्या रिटायरमेंटसाठी. आजकाल आहे ना लोक करतात, आजकाल लोकं पैशाची तरतूद करतात की हां. मी जर 50शी नंतर रिटायर झालो तर माझ्याकडे एवढा-एवढा पैसा पाहिजे.
बरोबर आहे की. प्रत्येकाला होणार आहे. नक्कीच. हां. हं. हां. म्हणजे मानसिक तयारी म्हणताय का? हां.
पण तुम्ही मानसिक आणि शारीरिक तयारी करता का हो तुमच्या रिटायरमेंटसाठी?
नाही मानसिक तयारी तर शक्यतो नाहीच म्हणता येईल. लोक शक्यतो तर कोण करत नाहीत.
शारीरिक तयारीपण तुम्हाला फार कमी ठिकाणी वेळ भेटेल, सापडेल लोकांमध्ये. कारण त्यांचं म्हणणं असतं, की आता मी रिटायर्ड झालो, मला कोणीही तुम्ही काही कराल सांगू नका. अहो, पण तुम्ही वयाच्या हां, विश्रांतीची गरज आहे पण वयाच्या 50शीत येता-येता तुम्हाला बरेचसे आजारांनी घेरलेलं आहे. किंवा त्या आजारांची सुरुवात झाली आहे. मग कुठेतरी तुम्हाला निद्रानाश असू शकतो, कुठेतरी साखर वाढलेली असू शकते, तुमचा रक्तचाप वर गेलेला, खाली गेलेला असू शकतो. मग ह्या सगळ्यामध्ये थोडासा योगा शिका, रोज सकाळी चालायला शिका. आपल्यापेक्षा लहान लोकांमध्ये अ‍ॅडजस्ट व्हायला शिका.
हो. विश्रांतीची गरज आहे म्हणतात. नक्कीच. हं. हं. हां. बरोबर आहे.
कारण तुमच्या घरामध्ये जेपण आहेत ते तुमच्यापेक्षा लहानच असणार आहेत.
हां. बरोबर आहे की, नक्कीच.
तुमच्या रिटायरमेंटच्या वेळेस आणि जर तुम्ही एडजस्टमेंट दाखवलीत तर ते लोकं आनंदाने तुम्हाला त्यांच्यात सामावून घेतील. आणि जसं मी माझ्या त्या पणजीबद्दल सांगत होते, तर त्यांचं तिचा एक असं आहे की तिला म्हणजे आम्ही जेव्हा जायचो, तेव्हा ती आम्हाला हात लावायची, स्पर्श लावायची पूर्ण चेहऱ्यावरून, खांद्यावरून, पायावरून असे हात फिरवायची. तिला तो स्पर्श गोड लागायचा. कारण आजोबा जाऊन जवळ-जवळ
हां. बरोबर आहे की. हं. हां, हां. हां.
अ, एक 30-1 वर्ष झाली होती. आजोबा खूप आधी गेले हां आणि त्या आजी 90s होत्या, म्हणजे 60व्या वर्षी अ, काहीतरी आजोबा गेले होते आणि त्याच्यानंतर त्यांना कोणीही टच करायला जात नव्हतं. कारण नवरा-बायकोचं नातं हे फार वेगळं असतं.
अरे बापरे! बरीच वर्ष झाली. खरं आहे. अ, हां. बरोबर आहे की नक्की.
आणि जेव्हा आजी आहे, आजीला म्हणजे चेहऱ्यावरून हात फिरवणं किंवा तिची केस कधीतरी बांधून देणं, कधीतरी तिच्या बाज मांडीवर जाऊन डोकं ठेवून फक्त आपण झोपून राहायचं. ती आपल्या केसावरून सुंदर हात फिरवत राहते.
हां. नक्कीच.
कधी अलगद मुका घेते आपला. तो स्पर्शाची जी काही उणीव असते ना, ती कुठेतरी आपल्यामध्ये मग आपल्या मुलांना शिकवा, की तुमच्या आजी आजोबांना भेटायला जाताना तुमची तयारी ठेवा. त्यांनी आपल्याला टच केलं, किस केलं तर ते एक्सेप्ट करा. त्यांचं किळस करू नका.
<chuckles> खरं आहे. हं. नक्कीच. बरोबर आहे की. आता हे तर झालंच, पण आता कसं आहे की तुम्ही म्हणलात की आम्ही आज्जीला भेटायला गेल्यानंतर. पण आता कसं आहे की प्रत्येक माणसाकडे आता वेळसुद्धा एवढा नाहीये, की जर का आज्जी-आजोबा तुमच्याबरोबर असतील तर ठीक आहे. पण जर का ते तुमच्याबरोबर नसतील तर असे काही उपाय आहेत का, बाबा म्हणजे आपण त्यांना फोन करणे, व्हिडिओ कॉल करणे की त्यांचा आपण एकटेपणा दूर करू शकतो अशा माध्यमातसुद्धा?
बरोबर. हो. होय. मी असं म्हणेल, की आत्ताचे जे आजी-आजोबा आहेत ना, ते एक अ, अ, "खूप अ, वेल नर्चर्ड किंवा वेल कल्चर्ड कल्चर्ड असं म्हणू शकतो आपण." की अ, अशा वातावरणातून आलेले आहेत, की ज्यांना मोबाईल माहिती आहे. मोबाईलवरच्या काही सुविधा माहिती आहेत. त्यामुळे जसं तुम्ही म्हणालात ना की व्हिडिओ कॉल किंवा कॉल तर ह्या गोष्टी खरोखर एक आपण तंत्रज्ञानाने आपल्याला दिलेली सवलत आहे. तिचा तो उपयोग आपण नक्की इथे करू शकतो.
हां. हां. हां. बरोबर आहे की. हां. अ, हो.
पण त्याच्यावरच राहू नये. म्हणजे ते असं असतं ना दुधाची तहान ताकावर भागते तर ताकच द्या. असं नका करू, "किमान-किमान वर्षात, वर्षाकाठी 2 भेटायला जा किंवा त्यांना तुमच्याकडे आणा. नको जास्त दिवस 8, 1 दिवस त्यांना 15 दिवस त्यांच्याबरोबर राहा, त्यांच्याशी बोला. कारण त्यांना त्यांना काय माहिती नाहीये, की आता हा प्रवास कुठे संपेल, कधी संपेल."
हं. <laughs> बरोबर आहे की. हं, हं. खरं आहे. हं. हां, नक्कीच.
ते त्या बोटीतून निघाले आहेत. त्यांना माहिती आहे, हा संपणार आहे. पण तो संपेपर्यंत तरी ते आनंददायी राहू द्या. क्लेश नको.
बरोबर आहे की.
कारण भरपूरशा अशा इच्छा असतात ज्या त्यांनी त्यांच्या उमेदीच्या वयात मारलेल्या आहेत.
हं.
तर त्या जपायचा प्रयत्न करा. काहींना असं असतं, की काही खायची इच्छा आहे, पण तेव्हा नाही खाल्लं. अहो असू द्या हो थोडीशी शुगर, थोडीशी जास्त असेल, शुगर फ्री स्वीट्स आणून द्या ना त्यांना. मिळतात कुठेपण शुगर फ्रीवाले. ते पण आनंदाने खातील आणि तुम्हाला पण आनंद मिळेल.
बरोबर आहे की. <chuckles> <chuckles> हो, नक्कीच. किंवा अशा गोष्टींचासुद्धा तुम्ही कधी उपयोग बघितलाय का, की आता गावाकडे असल्यानंतर बरेच लोक पंचायत असतील किंवा मंदिर असतील, की ह्या ठिकाणीसुद्धा ते जाऊन स्वतःचा एकटेपणा दूर करू शकतात, मित्रांना वगैरे भेटून.
त्यांची. हो. बरोबर. हो, पण ते त्यांच्या जोडीचे जर मित्र असतील, तरच ते पॉसिबल होतं. पण जेव्हा आपण म्हणतो ना, 90दीमध्ये 80-90दीमध्ये लोकं एंटर करतात, तेव्हा बऱ्याचसा त्यांचा पीअर्स ग्रुप जो असतो ना, तो त्यांच्यापासून तुटलेला असतो. आणि मग अशा वृद्धांना जो एकटेपणा असतो तो खूप कठीण आहे. पण 60ठीतले वृद्ध आहेत, 50शीतले वृद्ध आहेत, त्यांना नक्कीच त्यांच्या पिअर्सला अ, आवर्जून त्यांना भेटायला पाठवा, त्यांना पिकनिकला पाठवा त्यांच्याबरोबर, की जेणेकरून आनंद त्यांचा आनंद साजरा करू शकतील.
हां. हं. हां. अ, हां. बरोबर आहे ही पण गोष्ट म्हणताय. नक्कीच. <chuckles> बरोबर आहे. <chuckles> बरोबर आहे, नक्कीच म्हणजे तुमच्याबरोबर बोलून म्हणजे खरंच मला कळालं, की बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या की वयोवृद्धांचा एकटेपणा आपण कशा पद्धतीने दूर करू शकतो. मग आता तंत्रज्ञानाच्या मदतीनं हं.
आणि ह्याला पैसा लागत नाही हो जास्त. त्याला पैसा नाही लागत जास्त फक्त एक इच्छा.
उम्म, बरोबर आहे, की तंत्रज्ञानाच्या मदतीने असतील किंवा जे आपण मंदिर, पंचायत असतील ह्या गोष्टी असतील किंवा नातू असतील ह्या नीट कशा पद्धतीने आपण त्यांचा एकटेपणा दूर करू शकतो. म्हणजे यात फार चांगल्या पद्धतीने लक्षात आल्या. नक्कीच आपण पुन्हा भेटू, धन्यवाद.
नक्की धन्यवाद.